हो ना, म्हणजे माहिती आहे का, मी जेव्हा ऑफिसचं काम वगैरे करायचे ना, त्यावेळेस खूप वेळा मला ऑफिसला कितीतरी तास असं सतत बसावं लागायचं. म्हणजे हे लग्नाआधीचं होतं हां. आणि त्यावेळेस काय असायचं, की माझं ऑफिसही खूप दूर होतं, तर प्रवासात पण घर भरपूर असा वेळ जायचा. तर त्यामुळे माझी कंबर आणि पाठ खूप दुखायची, तर मग मी एकदा ना, खूप त्याने असं मला त्रास झाला. तर त्यामुळे मग मी नोकरी सोडली आणि मग मी असं ठरवलं, की थोडा वेळात जरा आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आणि फिटनेस वगैरे हे ह्यावर जरा लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर अ, स्पॉन्डिलायसिस झालं होतं मला, तर त्याचं खूप दुखणं असायचं. तर मग मी काय केलं, की योगा शिकवायला अ, शिकायला सुरू केलं. आणि अ, मी जे आमच्या घरकडे जे जवळचे योगा क्लासेस होते, ते मी जॉइन केले आणि तिथे मी रोज जायचे. पण ना कसं असतं, की आपण जर एखादा व्यायाम करायला सुरुवात केली, की खूपच मसल पेन होतं ना आणि भरपूर तर सुरुवातीला अंग दुखतं. तर मलाही तसं व्हायचं आणि त्यावेळेस मग मी वि असं कधी-कधी मनात विचार यायचा, की जाऊदे ना आता अ, मी नाही करत हे आणि मी दुखणं बरं करण्यासाठी हे शिकायचं ठरवलं होतं, पण ह्याने तर अजून दुखतं आहे.
हं. ओके. हो. हां. हं. ओके. हं, हं, हं, हं. नक्कीच. ओके. बापरे! ओके. हं. ओके. हो, हो, हो, हो. हां. <chuckles> अरे <chuckles> असं होतं खरं ते मसल्स स्ट्रेच होतात ना आपले फाटतात, त्यामुळे दुखतात ते
हो ना. आणि ते असं थोडं-थोडं मसल टिअर झाले ना, की मग ते 3-4 दिवस सतत दुखत राहतं, मग ते उठणं-बसणं पण कठीण होतं. मग अ, मी माझ्या जी योगा टीचर होती, तिला विचारलं, की असं होतं आहे, त्याने माझा त्रास जास्त वाढेल की कमी होईल? मग ती म्हणाली, "काही नाही हो, हे सुरुवातीचं ना आठवडाभरचंच असतं, त्यानंतर तुम्हाला बघा किती छान असा फरक वाटेल" आणि खरोखर तेच झालं. म्हणजे मी नियमाने एकदम ते रोजच्या रोज क्लासेस अटेंड केले. तिथे मी जाऊन रोज ते सतत व्यायाम करत राहिले, वेगवेगळे आसन करत राहिले. आणि ही डिसिप्लिन मी मेंटेन ठेवली ना, त्यामुळे मला भरपूर पॉझिटिव असा फीडबॅक मिळाला टीचरकडून पण. आणि माझा स्वतःच्या तब्येतीत इतका फरक जाणवला, तर मला असं वाटतं, की काही नवीन आपण शिकण्याची जर सवय लावायची असली ना, तर त्यात डिसिप्लिन ही खूपच गरजेची आहे.
हो. हं. <chuckles> हो. हां. ओके. हां.